अ, एक कुर्ता आलेला, तर तो मला तर वाटते खूप मला तर हां, लखनवी होता. म्हणजे मला तर वाटते, 2000 अ, मी तर सांगेन 17 16ची गोष्ट ही 16ची वगैरे. तर तेव्हा तो पहिला माझ्याकडेच होता आणि मी घातला तो भरपूर वेळा. आणि त्याच्यानंतर भरपूर आणि आता फक्त ते सगळीकडे तेच असतात. <chuckles> म्हणजे मी ते तेव्हा घातलं आणि तेव्हा जे माझ्याकडे भरपूर कुर्ते मी घेतलेले आणि अ, त्यावेळेला म्हणजे मला असं वाटलं नव्हतं, की इतके आणि मला तेव्हा तो इतका आवडला नव्हता. पण तरी पण मी म्ह म्हणजे मला छान दिसायला पहिल्यांदा मी घातला, कारण का माझ्या ताईचं म्हणू शकतो हळद होती. तर तेव्हा यल्लो कलरचा मी एक कुर्ता घेतलेला आणि त्याच्यावर अशी व्हाईट लेगिंग घातली. तर ते पिवळं-पिवळं ना, तर म्हटलं चला चालेल की हळद-बिळद लागली आणि मला तो इतका आवडला नव्हता. पण तो मला छान घाल दिसत होता म्हणजे माझं असं हळद-बिळद लागली, तर चालेल इतकं काय जाऊ दे असं माझं झालेलं आणि मग तेव्हा
ओह, अच्छा. <chuckles> अच्छा. म्हणजे बरं. दिसत होता. हां. आणि मे लखनवी होता म्हणजे काय? त्याच्यात विशिष्ट काय होतं?
त्याच्यामध्ये असं वर्क केलेलं असतं हँडवर्क आणि ते खूप आता महाग असतात. म्हणजे एक कुर्ता तुम्ही जर घ्यायला घेतला ना, प्रॉपर तो 2000 वगैरे मिळून 2500 असं वगैरे असतात. हो, हो एवढा महाग. आणि तेव्हा तो मी घेतलेला तसंच काहीतरी प्राईस होती त्याची. अ आणि तेव्हा मी तो 1800 वगैरे घेतलेला त्या टाईमला. आणि एकंदरीत म्हणजे ठीक आहे मी घातला वगैरे तो
ओह! अच्छा. वॉव! एवढा महाग? हां.
आणि मग नंतर मी हळू-हळू बघते तर त्याच्यावर असे थोडेसे कॉट न नेटवाले म्हणा असे आले आणि ते भरपूर ट्रेंडिंग झालं. तर मला माझा भाऊ म्हणायचा पण, की अरे हे बघ अ, तुझ्याकडचा कुर्ता हे बघ, ह्यांनी घातला आहे. म्हटलं तो माझ्याकडे आधी होता, आता म्हटलं त्यांनी घातले आहेत. असं झालेलं आहे आणि मग ही ट्रेंड, हां, तर त्याला मी बोलले आणि मी फोटो पण टाकलेला, मला आठवत सोशल मीडियावर तेव्हा. आणि त्याच्यानंतर त्याचे ड्रेस आले भरपूर, असं काय-काय सगळं आलं वेगवेगळं आणि आता पण आहेत, म्हणजे आता तर सगळेच घालतात पहिलं असं आणि आता तर एवढे महाग झालेत ना, म्हणजे त्या असं झालं की ते ट्रेंडिंग आहे ना, तर त्याच्यामुळे त्याची किंमत एवढी लावलेली असते असं काही काय आहे आणि काय नाही तर म्हणजे ते आहे हँडवर्क पण एकंदरीत असं असतं ना, की एखादा ट्रेंड आला की अरे, नाही दुकानदार ऐसे मतलब ते बोललात, नाही की ह्याच्याहून कुठे पण कमीमध्ये भेटला, तर म्ह माझ्याकडून फ्रीमध्ये घेऊन जा <chuckles> असं त्यांचं असतं, काय-काय बोलणं. डिमांडमध्ये खूप डिमांड आहे त्यांचा म्हणजे भयंकर डिमांड त्या गोष्टींचा.
<chuckles> मी ही ट्रेंड सुरु केली आहे. हं. <chuckles> हं, हां. हो, हो. डिमांडमध्ये असल्यामुळे. वाह! किती छान म्हणजे तुम्ही एक ट्रेंड सुरु केला असं म्हणायला हरकत नाही. पण मग त्याचबरोबर एखादा ट्रेंड तुम्ही फॉलो करताना फेल झालात का कधी?
नक्कीच नक्कीच. हं.